साधारणपणे आपल्या सर्वांच्या घरामध्ये, आजी-आजोबा किंवा काका, मावशी असे बरेचसे लोकं असतात आणि ते आपल्यासोबत त्यांच्या ज्या जुन्या आठवणी असतील. किंवा त्यांच्याबरोबर घडलेले काही किस्से असतील. तर हे नक्कीच आपल्याला ते सांगत असतात. तर मग मला असं तुम्हाला विचारायचंय, की तुम्हाला अशी कोणती गोष्ट त्यांनी सांगितली आहे का? किंवा त्यांची कोणती जी आठवण आहे तर ती तुम्हाला सांगितली आहे का?
अ, <chuckles> अ, आजोबाचं तर मला आठवण नाही का की मी जेव्हा झालो होतो त्याच्या 2 वर्षापूर्वी माझे आजोबा गेले होते. पण माझ्या आजीचं होतं की आजी मग अ, नेमकं बोलायची खूप छान आणि आजीची बरी आठवण होती. कस असतं ना की जेव्हा वय वाढतं, तर आजी आपल्या आठवणांना अ, आपल्या न जे पण आपले अनुभव झालेत त्यांना सांगत असते.
अरे बापरे! बरं. हो. हो.
तर अ, एकदा काय झालं होतं ना की माझे बाबा खूप चिडले होते माझ्या आजीवर की, "तू गोळ्या नाही घेत, हे नाही करत, ते नाही करत, देवाला टाईमा शी हे, ते."
हो, का?
तर मग आजी खूप चिडली की, "माझा बाप होण्याचा प्रयत्न नको करू. तू माझा मुलगा आहे ना? तसंच राहा." हे झालं असा संवाद. तर मग बाबा काही म्हण म्हणाले की, "तू आता माझी मुलगी झाली आहे, वय झालंय तुझं तू लक्ष ठेवत नाही तर मला ठेवायला पडतो ना लक्ष" आणि ज्याचं आपण लक्ष ठेवतो तो आपला मुलगा मूल जातो होतो आणि तो बाप होतो. "मग झाला मी तुझा बाप!" असंच चाललं होतं त्याचे आई लेकांचा संवाद.
अरे बाप रे! हां. हो. बरोबर आहे. अच्छा.
तर मग म्हणाली आजी की, "आठवण नाहीये का ते शेपू खाऊन तुम्ही लोकं" अ, शेपू म्हणजे ते अफीम. "अफीम खाऊन तुम्ही लोकं अ, बेशुद्ध झाले होते तेव्हा कोण होतं तुमचं बाप?"
बरं. हां, मग पुढे?
तर आज आ आता आई म्हणा आ बाबा म्हणाले की, "हे सर्व नको काढू, आता पोरं बसलेले आहेत." तर मग असं झालं आता. आता मला ना असं झालं की "यार, आता काय मतलब काय बोलली आजी तर असं कशाला बोलली आहे?" तर मग तो संवाद सुरू झाला की काय होतं अ, ब आजोबा होते आमचे अ, फॉरेस्ट ऑफिसर.
<chuckles> हो ना, हां. बरं.
आणि ते काय अ, जसं तस्कऱ्या व्हायच्या अफिमीच्या या मग काहीही जाय व्हायचं ना, ते मग असं ठाण्यावर घेऊन नाही जायचे. का की रात्री ते अगर आले लेट तर ते घरी ठेवायचे.
हो, हो, हो. मग? बरं.
आणि कधी-कधी घेऊन जाणं विसरून जायचे अफीमी अफीम वगैरेचं झ झाड असतं ना ते? ते. तर आमचे जो काका माझी 3 आत्या होती आणि 2 काका मतलब 2 मुलं मतलब आ आजीचे 5 मुलं आहे, 2 मुलं आणि 3 मुली. तर ते खेळून यायचे ना तर ते हे पानांना कधी-कधी खाऊन घ्यायचे असंच.
हो, हो. अच्छा! बरं. काय सांगताय?
म्हणजे ते हो. आणि अ, मस्तपैकी गावाच्या तिथे राहायचे तर असं काही होतच नाही तर अ, खाऊन घ्यायचे आणि खेळून आले, की पटकन झोपून जायचे. तर अ, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस आला आणि माझे आजोबा विचारतात, "का गं, काय झालं ह्यांना हे मी येतोय हे झोपलेले असतात?" बोलले, "दमतात ते, अरे दमून तर रोज रोज पण, अगं रोज खेळतात मग एवढे दमतात थोडी ना? त्यांना तर बाबा आले, की हे असतं त्यांना की चला बाबा दिवसभराचे आलेले त्यांचे हातपाय चेपायला पाहिजे." तर अ, मग माझे आजोबांनी मोठयावाल्या मग जो काका आहे आमचे त्यांना आवाज लावली की "अरे ये माझे पाय दाबून दे, मला पाय दुखतात आहेत." तर ते आले नाही, उठले नाही. तर अ, बाबा अ, बाबा गेले त्यांच्याजवळ बाबा म्हणायचे आम्ही लोकं मतलब हे लोक बाबा म्हणायचे आजोबांना आमच्या मग गेले तिथे
हां. बरं. अच्छा. हो ना. बरोबर. हां. अच्छा! मग? हां, हां. बरं.
मग त्यांनी बघितलं, की हे तर असे पडले जसं बेशुद्ध पडलेले ते. मग असं त्यांना भीती वाटली काय झालं यांना तर मग ते बघितलं तर त्यांनी असं त्यांना सम थोडासं तोल जातो ना तो मनुष्य फॉरेस्ट ऑफिसर आहे. त्याला सर्वांचा तोल जातो. तर त्यांनी तोंड उघडून जसा श्वास घेतला तर त्यांना अफीमीचा त्या आला. तो बोलला तुझ्या आजीला ओरडेल. तुझ्याकडे डोकं नाही का? ह्या लोकांनी अफीम खाललेली आहे आणि तुम्ही काय बघता. ते तुमचं दिवसभर तुम्ही घरी राहतात. तुम्हाला काय तुम्हाला अक्कल नाही का हे शिस्त नाही. मग रात्रीच्या रात्री आबा बाबांनी आमच्या अम मतलब आजोबांनी, तिथे वायरलेस केला आणि त्यांना बोलावून घेतलं ऑफिसर्स वगैरांना जेवढे वेळ ड्युटीवर होत्या आणि त्यांना पूर्ण ही अफीम घेऊन जायला सांगितलं. घेऊन जा याला आणि तिथे पण तुम्हाला ते जमा करायचीये जमा करा आपल्या अ, जागा तिथे जागा नसेल तर तुम्ही समजून घ्या. की अजून उत्पात होतात ते. तर मग अ, मग सकाळी हे लोक 5ची उठले तर आजोबा होते माझे. त्यांनी म्हणाले, "आता लेट जाणार आहे मी, आज ह्यांची क्लास घेतो." मग त्यांनी म्हणाले की "अरे तुमच्यामध्ये अक्कल नाही का? असं खातात का? तुमच्या एक दिवस" माझे काका होते. बोलले "तू मोठा आहे ना ह्यांच्यामध्ये, तुला अक्कल नाही कसं क वागायला पाहिजे, काय करायला पाहिजे?"
हो. बरोबर. हो. वास आला असेल. अरे बापरे! मग. हां. अरे बाप रे! हां. हो. बरं. हां. अच्छा. हो, हो.
बोलले काही झालं असतं तर?
पण मग हां. पण मग बघा ना अ, तुम्ही जे सांगताय की हा जो किस्सा आहे <chuckles> तर तो खूपच म्हणजे अतिशय वेगळा आणि असा भयानक थोडा वाटतंय कारण अ, त्यांनी ती म्हणजे अफीम खाल्लं होतं, तुम्ही सांगताय ती पानं वगैरे आणि त्यामुळे अ, त्यांना बरेचशे ते चक्कर वगैरे किंवा अगदी बेशुद्ध या अवस्थेत होते. पण मग आज हे तुम्हाला या सर्व गोष्टी आ आठवल्या. तर मग कसं वाटतं तुम्हाला त्या गोष्टी आठवून तो तो जो किस्सा आहे, ती जी आठवण आहे ते आठवून साधारण तुम्हाला कसं वाटतं?
अ मी तर म्हणतो आम्ही काही उत्पातच नाही केली जेवढं आमच्या आई-वडिलांनी केलेली आहे.
अरे बापरे!
मी माझे बाबांना हे स अ, अ, म काय झालं होतं ना की अ, बाबा एक एकदा ओरडले आम्हाला की अ, आणि तो संवाद माझ्याकडे आलेला होता. मला आजींनी सांगितली होती पूर्ण कहाणी आणि मला आजीनी खूप भरपूर सांगितलं होतं. माझा मोठा भाऊ कसा खूप जास्त बोलायचा नाही. तर त फक्त आजील आजीवर त्याचं प्रेम होतं. पण तो आजीवर अभ्यास करायचा, बँकमधनं पेन्शन आणायचा, ह्याच्यासाठी जायचा. पण आजीला त्रास देणं आणि त्याच्याकडनं गोष्टी ऐकून घेतलं हे माझं काम होतं. तर मग मी मस्त तिच्याकडे बसून पंचायत करायचा की "हे झालं होतं," मग, "असं, आजी मग हे कसं झालं?" तर एक दिवस ना बाबा दादाला ओरडत होते की "तू एवढा क्रिकेट वगैरे नको खेळत जाऊ अभ्यासाकडे लक्ष दे. माझ्या टाईम" म्हणलं, "तुमच्या टाईमवर तुम्ही अफीम खाऊन झोपत होता पप्पा. तुम्ही त्याला काय सांगताय?" तर बाबा आले आणि एक सटकनने दिला चाटा खिचून मला. "तर जास्त बोलतोय का तू?" म्हणलं, "बाबा, असं नाही म्हणत आहे मी" आणि मी मी तुम्हाला सांगू छोटे मुलं असतात ना, ते आई-वडिलांना घाबरत नाही. घाबरतात पण त्यातले काही शब्दांचा तोल नसतो. तं तरी मी असं मार खाल्ली आणि तरी मी बोलतोय, "नाही मी म्हणतोय की त्यानी चूक केली तर काय झालं? तो तर छान चूक करतोय ना! त्याच्यामध्ये काय की एवढं खेळायला चालतो. ठीक आहे अभ्यास पण करतो ना तो." तर माझा मा मोठा भाऊ 5 वर्ष मोठा आहे माझ्याशी आणि मी त्याच्यासाठी भांडतोय माझ्या बाबांशी. मला माझा दादा म्हणतो, "तू शांत रहा, तू शांत रहा तू शांत रहा." म्हणलं, "असा? ह्यांनी पण खूप उत्पात केलेलं आहे. आपली आजीनी ह्यांना मारलं का कधी? बाबा आजोबांनी मारलं ह्यांना? नाही ना? प्रेमाने समजून सांगितलं. तर मग आपल्याला पण प्रेमाने समजावून सांगायचं, की काय झालं, कशाला बोलताय?" तर मग त्या दिवशी बाबांना वाटलं, अरे ह्यांना काहीतरी खूप अवघड सांगितलेलं आहे आजीनी
हां. बरं. शांत होतं. हां. बरं. हो. हो, हो. हां. <chuckles> हो. अरे बापरे! हां. हां. हं. हो. बरोबर. हां. बरोबर. हां. सांगितलय हो.
आणि आता आपल्याला थोडं सांभाळून राहायला पाहिजे.
अगदी खरंय. हां, बरोबर मग तुम्ही जी ही अ, तुमची जे घडलाय हा किस्सा, तुम्हाला तुमच्या आजीने सांगितला ही जी आठवण. तर मग अ, याच्यामुळं काय होतं की अ, आपल्यात सुद्धा बरेचसे आपल्याला बदल बघायला मिळतात. आपण म्हणजे तसं वागण्याचा एक प्रयत्न करत नाही. आपण तर चांगलाच वागण्याचा प्रयत्न करतो. पण मग तुमच्यात म्हणजे तुम्ही असं काही ठरवलं का? की आपल्याला असं काही वागायचं नाही आहे किंवा या या किस्स्यामुळे या आठवणीमुळे तुमच्या घरात असे काही बदल झालेले तुम्हाला जाणवले का?
अ, बघा मी तुम्हाला एक अ, परिस्थितीची जाणीव देतो. माझे आजोबा फॉरेस्ट ऑफिसर होते.
हां. बरोबर, हां.
पण त्या जेव्हा ते वारले, तेव्हा माझे बाबा आणि आजी लोकांची थोडीशी परिस्थिती थोडी अवघड झाली.
हो, हो.
तर माझे बाबा फॅक्टरीमध्ये जॉब करायला लागले. मग माझ्या काकांनी मेहनत केली, मग तिघी बहिणींचं लग्न लावून दिलं. त्याच्यानंतर स्वतःचे लग्न केले आणि अ, मिडल क्लास फॅमिली होती ना. आता जेव्हा मिडल क्लास तुम्ही असतात ना. आता त्यांचा बाप कसा फॉरेस्ट ऑफिसर तर ते काहीही करू शकतात आणि तुमचा बाप एक कंपनीमध्ये मॅनेजर आहे. मतलब मॅनेजर पण मतलब छोट्या पोस्टवर तर तुम्ही तुम्हाला अ, अ, तुम्हाला माहिती आहे ना की अरे आपली जवाब आपली एवढी ऐपत नाही तर आपण एवढं करून घ्यायचं नाही. तर म्हणजे मी तुम्हाला सांगतो त्या अफीमीच्या अ, अ, गोष्टी या त्या अ, किस्स्यामधनं मी हे शिकलो की कधी पण असं कोणचंही, अ, व्यसन नाही लावून घ्यायचं. ते अगदी अ, काहीही असेल, ते दारू असेल, सिगरेट असेल, सिगरेट ओढणं असेल काही नाही. फक्त व्यसन लावायचं ना तर माझी आजी मला सांगायची, का की ते माझे आजोबाजे होते ना ते त्यांना ना देवाचं खूप होतं आणि त्यांना असं म्हणतात ना की देवाचा अ, वास होता त्यांच्यामध्ये, त्यांना ते जाणवतं.
किती छान! हां. हो. हं, बरोबर. किती फरक? हं. हां. अगदी खरं आहे. काय ते? हां. वाह! किती छान!
तर आजी म्हणाली कोणतं व्यसन लावण्याच्या अगोदर ना तुम्ही देवाचं व्यसन लावा. म्हणजे म्हणजे कसं देवाची भक्ती करून घ्या. त्याच्याबरोबर बोला, वावरा त्याची एवढी भक्ती करा, की तुम्हाला त्याचा नाद लागायला पाहिजे. आणि ते म्हणतात ना आजकाल प्रेमानंदजी महाराज म्हणतात की "कशाला करतात तुम्ही हे अ, दारू वगैरेचा नशा? तुम्ही कधी राधा नावाचा नशा करून तर बघा. तुम्ही ह्या अ, जगामध्ये भेटणार ना तुम्हाला काही समजणार पण नाही." तर मला पण आजी म्हणायची की तुम्ही प्रेम अ, मतलब "प्रेमाशी वागा. आपल्या ईश्वरबरोबर वावरा, आपल्या परमेश्वराला अ, आठवण करा, त्यांच्याशी बोलून घ्या, त्यांच्याबरोबर संवाद साधा." तर मला असं वाटतं जेव्हा ते झालं ना सुरू. त्याच क्षणी मी समजलो, की आता अ, आपल्याला हे नाही करायचं आहे. आणि तो दिवस आणि आजचा दिवस आहे ना मी कोणता व्र व्यसन लावला आहे, ना मला लावणं इच्छित आहे. हां. मला फक्त एकच व्यसन आहे. त्याला व्यसन नाही म्हणू शकत. त्याला म्हणू शकतो, की आपण अ, अ, ती माझी खूप आवडती गोष्ट आहे. मला नॉनवेज भयंकर आवडतो, भयानक आवडतो आणि एवढा आवडतो, की मी रोज खाऊ शकतो. पण माझी आईला नाही चालत, माझ्या बायकोला नाही चालत, माझ्या दादाला नाही चालत, माझ्या वहिनीला नाही चालत, माझे बाबा आणि मी अर्थात बाबांचं पण वय झालं त्यांनी पण कमी केलं. पण माझ्याशी ते काही कमी होत नाही. तर मी मग घरी बनवत नाही तर मी बाहेर खातो. आणि बाहेर खातो म्हणजे आम्ही असं उलट्या-सुलट्या ठिकाणी नाही खात. छान ठिकाणी खातो. मग तो पैसा लागतो आणि ज्याच्यामध्ये पैसा खर्च होतो तो व्यसनचं ना?
किती छान! हो. बरोबर आहे ना. अगदी खरं आहे. नशा करा. हो. बरोबर. हां. हां. हं. हो का? अरे बापरे! हां. अच्छा. बरं. हो. खर्च होतो. अगदी खरं आहे. पण मग यावरचं मला तुम्हाला असं विचारायचंय की? अ, तुम्हाला जसं ते नॉन-व्हेज खाण्याची आवड आहे, म्हणजे तुम्हाला स्वतःलाच आहे. पण घरी काही खाता येत नाही. कारण कोणी खात नाही तुमच्या घरी. तर याच पद्धतीने म्हणजे आपण म्हणतो ना काही अशा गोष्टी असतील ज्या की तुम अ, पूर्वजांपासून आलेल्या असतील. तर मग अशा कोणत्या ज्या गोष्टी आहेत किंवा पद्धती आहेत किंवा त्यांनी काही तुम्हाला शिकवण दिली आहे? आणि तुम्ही अजूनही ती जपताय. तर अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्ही अजूनही सातत्याने चालू ठेवली आहे? आणि त्यामुळे अ, तुम्हाला स्वतःमध्ये खूप बदल झालेला जाणवतो?
अ काय असतं ना, कधी-कधी आपल्याला पण काही ना काही शिकून घ्यायला पाहिजे आपल्या मोठ्यांकडनं. जसं मी आता आजीनी आई-बाबा बाबांच्याबद्दल फक्त वाईट नाही सांगितलं त्यांनी छानपण सांगितलं होतं. तर आपल्याला वाटतं की आपली जी परिस्थिती असते ना, त्या हिशोबाने आपल्याला जबाबदारी घ्यायला पाहिजे. की जेव्हा तुम्ही धीरे-धीरे मोठे होतात. मी तुम्हाला सांगतो मी ना, जेव्हा अ, 10वी मध्ये होता ना, तेव्हा मी स्वतःच ते अ, आमच्याकडे तुम्ही कधी ऐकलं असेल चिप्स बनतात, चिप्स उकडलेले चिप्स बनतात. तर त्यांच्यावरनं अ, असं एक कट्ट्यावर ₹20 भेटायचा. एक बटाट्याच्या कट्ट्यावर ₹20 भेटायचा तर तुम्हाला ते चिप्स बनवायचे. तर मी अ, 10वी मध्ये शाळेमधून आलो.
बरोबर. अच्छा. बरोबर. हां. हो. हो, माहिती आहे ना. हां. अच्छा. बरं.
माझी शाळा राहायची अ, सकाळी 8.00 वाजताची अ, संध्याकाळी मतलब दुपारी 2.00 वाजतापर्यंत. मग मस्त घरी यायचा जेवायचा, खायचा आणि माझी आई म्हणायची, "नको जाऊ रे, आपल्याला काही गरज नाही." पण मला वाटायचं "नाही, आपलं आपण जेवढं करू शकतो करतो." का की माझा मोठा भाऊ ना अभ्यासासाठी अ, शहरात गेला होता आणि मी गावी होतो.
बरं. केलं पाहिजे. अच्छा! बरं मग?
तर मग मी ए 1 दिवसामध्ये ते अ, वीस ₹20 चा चा जो कट्टा असतो ना, ते कमीत कमी 12 ते 13 कट्टे करून यायचं आणि मला अक्षरशः संध्याकाळचे आ 7:00 ते 7:30 वाजायचे. मग मी आला मग अभ्यास करायचा. तर ती मला सवय झालेली होती आणि तो जेव्हा पैसा येतो आणि तो व डेली वेजेस असतो तो, रोज भेटतो आपल्याला.
अरे वाह! हां. बरोबर आहे आणि त्याने तुम्हाला म्हणजे कष्टाची सुद्धा सवय लागली आणि शिस्त पण लागली असं आपल्याला म्हणता येईल.
तर जे तुम्हाला हो, अगदी खरं. तर त्यामुळे मी हे शिकलो की नाही आपल्याला जीवनमध्ये कष्ट तर करून घ्यायचेच ते आणि एकदा तो वेळ येणार जेव्हा ते कष्ट आपल्याला फळ देणार आणि ते कर्मांचा आपल्याला जेव्हा फळ भेटणार, तेव्हा आपण सुखरुप तो फळ खाऊ शकू आणि आज आ आज पहा ना आज आपण आरामाने बसलेलो आहे, आमचे बाबा-आई मस्तपैकी शांतपणे मस्तपैकी आपलं जीवन जगतात आहे. बाबांना जिथे जायचं असेल जातात. दादा आणि मी असं सांभाळून घेतलं आहे सर्व काही. तर होतोच एक काळ असतो तो निघून गेला ना मला, मला कोणीतरी म्हणालं होतं की कुठल्याही परिस्थिती मग मध्ये फक्त एवढं वी विचार करा हा वेळ आहे.
हां. हो. अगदी खरं आहे. हो. अरे वाह! किती छान! हां.
हा निघून जाणार कारण की समयच काम असतं. तो वाहत असतो. तो कधी थांबत नाही. तर छान काळ अगर जातो, तर वाईट काळ पण जाईल ना. छान काळ येणार. ते अ, प्रकृतीचा नियम आहे. त्याच्यावर फक्त एवढा विचार करून बसायचं नाही. जे झालं ते झालं. पुढे वळा आणि खतम करा.
हो, बरोबर आहे. अगदी खरं आहे. बरोबर. अगदी खरं आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय, की वेळ काय कोणासाठी थांबत नाही. म्हणजे जशी वाईट वेळ चांगली वेळ असते, तशी वाईट वेळही निघून जाते. फक्त आपले जे कष्ट आहेत आणि आपली जी मेहनत आहे, तर ती एक प्रामाणिक अ, राहिली पाहिजे, नाही का.
अगदी खरं. असं व्हायला पाहिजे आणि असच वागायला पण पाहिजे सुद्धा आपल्याला, की आपल्या कष्ट, अ, जेवढी आपण कष्ट आपल्या आई-वडिलांनी आपल्यासाठी केली आहे ना, तेवढीच कष्ट आणि आपण पण स्वतःच अ
हो.
स्वाभिमान म्हणा या मग करियर म्हणा हे निर्माण केलं पाहिजे का की तुम्ही पूर्वजांशी हे किस्से ऐकतात. कशाला ऐकतात
बरोबर.
का की तुम्ही त्याच्यामधनं काही शिकू शकाल. मी अ, माझ्या आजी आणि अ, माझे मोठे जो पण लोकं होते. जसं आत्या वगैरे आहे. त्यांच्याशी बोलायचा, संवाद साधायचा म्हणून, का की मी त्यांनी जे चूक केली, ते मी करू नये.
शिकायला पाहिजे. हां. अगदी बरोबर.
माझा हा एकच हेतू असतो. का की तुम्ही जेवढं त्यांच्याकडनं शिकतात ना, तुम्हाला माहिती पडतो "त्यांनी ती चुका केलेल्या आहेत आणि आज तुम्ही त्या चुका नका करू." माझी आजी म्हणायची मी पैसे कधी साठले नाही. आज मी 25 वर्षाचा आहे. माझी जॉब सुरू आहे आणि मी पैसे साठवणं सुरू केलं आहे. मला भविष्यामध्ये कधी त्रास नाही होणार, की मला माझ्याकडे पैसे नाही.
अगदी खरं आहे. अच्छा. किती छान बघा ना. हो ना. म्हणजे आपण जसं म्हणतो, की आपण इतिहासातून शिकलं पाहिजे तसंच याचप्रकारे पूर्वज ही आहेत म्हणजे जसे आपले आज्जी-आजोबा आहेत. तर ह्यांच्या आठवणींमधून सुद्धा आपण बऱ्याचशा गोष्टी शिकल्या पाहिजे आणि ज्या चुका त्यांनी केल्या असतील, तर या चुका आपण टाळण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला पाहिजे. तर तुम्ही जे हे सर्व काही तुमच्या आजी-आजोबांकडून जे आठवणी सांगितल्या, तर त्या आम्हाला खरंच खूप आवडल्या आणि त्याच्यामुळे तुमच्या जीवनातही बराचसा बदल झालाय आणि बराचसा बदल होतोय. तर या सर्व गोष्टींसाठी तुमचे खरंच खूप-खूप धन्यवाद!
त्यांना शिकवणी घ्यायला पाहिजे. शिकवण घ्या. थँक यू. खूप-खूप धन्यवाद तुमचा पण तुम्ही पण ऐकून घेतलं आणि मला माझ्या आजी आ आजोबांची आठवण दिली. खूप-खूप धन्यवाद तुमचा.
हो, तुम